हो, नक्की, नक्की, नक्की. मला सांगायला आवडेल. अ, आम्ही एका खेडेगावात राहत होतो, आता शहरात जरी आलो असलो तर आधी, पूर्वी मी लहान असताना माझा जन्म एका खेडेगावचा आणि मी लहानचा मोठा म्हणजे अ, 7वी पर्यंत, 6वी-7वी पर्यंत मी खेडेगावीत होतो आणि नंतर मग शहरात आलो. तर तोपर्यंतचा जो अ, काही अ, कालखंड होता म अगदी माझ्या जन्मापासून ते अ, मी 6-7 अ, 6वी-7वी त जाईपर्यंतचा जो काळ होता त्यामध्ये खरं तर त्या अ, गाण्यांचे जे संस्कार झाले, घरच्या गाण्यांचे किंवा त्या मातीतल्या गाण्यांचे, तर ते मला फार आठवतं. अं, तेव्हा साधारण अ, अ, आमच्याकडे रेडिओ होता किंवा टेप रेकॉर्डर होता. पण अ, गाणी खूप गाणी एकत्र ऐकण्याचा जो काही अ, प्रसंग असायचा तो घरातल्या एकतर सत्यनारायण पूजा असेल किंवा गणेशोत्सव असेल किंवा अ, नवरात्र असेल यामध्ये खूप गाणी ऐकली जायची. पण ती आजच्यासारखी गाणी नव्हती म्हणजे जशी आजची अ, डी-जे वगैरेची गाणी म्हणा किंवा खूप फिल्मी गाणी असतात. ती तशी नसायची. ती अ, देवाधर्माचीच गाणी असायची पण ती थोडीशी अ, लोकपरंपरेतून आलेली गाणी, अशी गाणी होती. ती तशी गाणी असायची. खास करून अ, तुम्हाला आठवत असेल प्रल्हाद शिंदे नावाचे गायक हे प्रसिद्ध गायक आहेत. अ हां, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे वडील आणि आता आदर्श शिंदे यांचे आजोबा. आदर्श शिंदे म्हणजे आता क मराठी चित्रपटात खूप गाणी असतात त्यांची. तर अ, त्यांचे ते आजोबा प्रल्हाद शिंदे, ते गाणं गायचे. तुम्हाला आठवत असेल ना, "ऐका सत्यनारायणाची कथा"
अच्छा. हं, हं. हां, अच्छा. हां, अच्छा. हं, हं. अच्छा. हां, मग? अच्छा, अच्छा, समजलं. हं. अच्छा. अच्छा. <chuckles> हां, हां. बरं.
कधी ऐकलं असेल ना, सत्यनारायणच्या गाण्याबद्दल. ऐकलंय कधी गाणं हे तुम्ही?
अच्छा. अ, नाही, एवढं आठवत नाही मला. मग ते ते तुमचं पहिलं गाणं होतं का जे तुम्ही ऐकलं होतं आणि तुम्हाला आठवण आहे.
हं, नाही आठवत, बरं, बरं. अ हो, हो, हो, म्हण येस, येस. म्हणजे त्यांची जी गाणी असायची ती एकच गाणं नव्हतं तर त्यांची बरीचशी गाणी होती. अ, तुम्हाला हे तरी आठवत असेल की नाही. आता तरी देवा मला पावशील का?